आज नाती ऑनलाईन झालीयेत, पण भावनांची गरज तशीच आहे. सोशल मीडिया वापर नातं जोडू शकतो आणि तोडूही शकतो. तर मला सांगा, सोशल मीडियामुळे नातं जवळ आलं, की वरवरचीच झाली, असं तुम्हाला वाटतंय?
हं. बरोबर. हं. बघा ना, आजकाल काय झालंय, की सर्वे लोकं सोशल मीडियावरती खूप अग्रेसर झालेत आणि त्याच्यामुळे आता लोकं सोशल मीडियावरतीच नातं जुळवायला सुरुवात केलेली, की मित्र असेल, तर त्याला तिथेच फॉलो करायचं. त्याच्यासोबत तिथेच बोलून घ्यायचं. त्याचे फोटोजला तिथेच लाईक करायचं. त्याला बर्थडेच्या विशेसही तिथे द्यायच्या. जरी आपण समोर दिल्या असतील, तरी त्या विशेस आपण तिथे द्यायला हव्यात, असा आता लोकांचा कल या गोष्टींकडे वळलेला दिसून येतोय.
हो ना. हं. हं, हं. बरोबर. <chuckles> हां. बरोबर. हं, हं. हं, हं, हं. पण अ, तुम्हाला कधी असं वाटतं का, की या सोशल मीडियामुळे, नाती थोडीफार घट्ट पण झाली आहे. आणि जवळची नाती लांब गेली आणि लांबची जवळ आली आहे, असं वाटतं का? जसं की लांबचे जे व्हिडिओ कॉल्स आपण जे कधी नाही करत होतो, ते आता करतोय.
हं. तर हं. हं. हो. नक्कीच ना. म्हणजे काय झालंय आताच्या टाईमाला, की आपल्यासोबत अ, दररोजसोबत फिरतात, हीरतात आणि त्यांच्यासोबत आपलं थोडंसं नातं कमी झालं. कारण, की त्याच्यासोबत आपलं बोलचाल क बोलचाल कमी झाली आणि आपण त्यांना फोर ग्रँटेड घ्यायला लागलो. असं झालेलं आहे. आणि जे सोशल मीडियावरती असतात. मग त्यांच्यासाठी आपलं कशी एक वेगळी भावना निर्माण झालेली दिसून येते, की नाही बाबा तो माझ्यासोबत रोज चॅटिंग करतो. रात्रभर आम्ही चॅट करतो. त्यानंतर त्याचा वाढदिवस असेल, तर मी ते तो माझी स्टोरी लावतो. तर त्याच्या वाढदिवसाला मीही त्याची स्टोरी लावेल. तर अशा पद्धतीने आहे ना, आपण क काय करतो, की त्या नात्याला जपत असतो. आणि आता तर वेगळीच पद्धत झालेली, की सोशल मीडियावरती त्या रील्स चालू झाल्या आहेत. तर त्यामुळे प्रत्येक मित्र त्याच्या मित्राला रील पाठवतो. आणि जर का की त्याच्या मित्रांनी एका मित्राने समजा 2 ते 3 दिवस रील नाही पाठवल्या, मग तो समोरचा त्याला सांगतो, अरे, काहीतरी झालेलं दिसतंय याला, का काय. आपलं आणि त्याचं काय म्हणजे काहीतरी याला असं वेगळं असताना जाणवलं, की आपलं म्हणजे आपल्यामुळे याला राग बिग आलेला आहे. असं अशा गोष्टी, मग त्याच्यामधनं वादविवाद सुरू. तू मला रिलंच नी टाकत आहे. काय झालेलंय तुला, असं-तसं. विसरून तर नाही गेला. ह्या सगळ्या गोष्टी आता चालू आहे.
क्या बात है. हं, हं. हां, हां. हां. हं. अगदीच. हो. हं, हं. <chuckles> हं. हं. हां. हं, हं. हां. <chuckles> हो, हो, हो. बरोबर. हं, हं. हं. हं, हं. <chuckles> भावनिक गोष्टी. <chuckles>
हो. <chuckles>
मग तुम्हाला असं काय वाटतंय, की व्हर्चुअल कॉन्टॅक्ट आणि रिअल बॉन्डिंग यात मुख्य फरक काय असावा?
हं. बघा, व्हर्चुअल कॉन्टॅक्टमध्ये आहे ना, आपल्याला खरी भावना समजत नाही. की समोरचा, आता समजा ते तो रागेत असेल, तरी तो टायपिंग करत असेल, तर आपल्याला असं वाटेल, की नाही, नाही, नाही, चांगला मेसेज करतोय. पण समोरचा, आपल्या समोर एखादा व्यक्ती आहे आणि त्याचं मूड, त्याचं बोलण्याचे हावभाव, त्याची बॉडी लँग्वेज, याच्यावरनं आपल्याला समजतं ना, की शब्द आणि बॉडी लँग्वेजमध्ये काहीतरी फरक दिसतोय. मग आपण त्याच्याने त्याला जज करू शकतो. पण ऑनलाइन कसं काय जज करणार, की त्याचे विचार काय? मग आता असे बरेच लोकं झालेले आहेत ना ऑनलाइन, की ते नुसतं आपल्याकडनं बाता काढून घेण्याचे काम करतात. की, चांगलं बोलून त्यांचा दृष्टिकोन आणि त्यांचा हेतू, त्याच्या मागचा काय आहे, ते आपल्याला माहीत नाही. आणि मग त्याच्यामुळे तो आपल्याला समजत नाही किंवा आपला गैरसमज होऊन जातो, की अरे, तर हा व्यक्ती तर वेगळाच होता आणि आपण म्हणजे आपल्या सगळ्या गोष्टी याला सांगितल्या आणि त्याचा वापर तो दुसऱ्या ठिकाणी करतो. पण जर का तेच व्यक्ती आपल्या समोर असतील, तर आपण त्यांना ओळ म्हणजे त्यांना समजू शकतो. त्याची बॉडी लँग्वेज समजू शकतो. काय आहे, त्याच्या भावना काय आहेत. हो, रिॲलिटी चेक भेटतो आपल्याला.
हं, हं. बरोबर. हं. अगदी. हं. बरोबर. हो. हो, हो. अगदी. हं. हं. अगदीच. बरोबर. रिॲलिटी सांग. अगदीच तो जर नाही जरी बोलला तरी आपल्याला कळतं की काय झालंय नेमकं.
हं, नक्कीच, हो.
ते फील घेऊ शकतो. तर मग मला सांगा ना की आता सध्या हे जे लाइक्स आहे आणि रिप्लाय आहे. तर आता सर्व तेच चाललंय ना, लाइक्स करायचं, रिप्लाय करायचं, कमेंट करायचं. यामुळे नात्यांची व्हॅल्यू ठरते का?
हं. बरोबर, हो. हो म्हणजे आत्ताच्या टाईमाला कसं झालंय ना की तुम्ही समजा एखादा सोशल मीडियावरती पोस्ट टाकली आणि जर का मी तिला लाइक नाही केली तर मग तुम्हाला राग येऊन जातो.
हं, हं. बरोबर. <chuckles> हो.
अरे, तू माझी पोस्टला लाइक करत नाही, हे नाही करत, ते नाही करत आणि तुमच्या मनात तसं काही नाही. अरे, बाबा मी बघितलं असतं तर मी केलं असतं, पण मला दिसली नाही किंवा मी बघितलंच नाहीये. तेवढे दिवस पण लोकं आहे ना आता तसं समजायला म्हणजे समजून नाही घेत आहे.
हं, हं. बरोबर.
किंवा जर नुसता लाइक केलं आणि आपला जर जवळचा मित्र आहे. नुसतं लाइक केलं आणि कमेंट नाही केलं, त्याच्यावर नाही ते रुसून बसतात. म्हणजे अगदी असं लहान-लहान गोष्टी म्हणजे असे खूप असं आता मनाला आहे ना असं वाटायला लागलं की नको बाबा या गोष्टी सर्व्या
<chuckles> हां. हं. म्हणजे लहानपणी जे खेळ खेळायचे आणि लोकं रूसायचे, आता तसे हे सोशल मीडियाचे खेळ आहेत का रूसण्यासाठी?
कशाला? हो, हो. हो रूसण्यासाठी आणि मोठे-मोठे लोकं ते खेळ खेळतायेत.
<chuckles>
<chuckles> हं.
तर हा यातमध्ये एक आणखीन गोष्ट आहे का? मी तुला फॉलो करतो, तू मला फॉलो बॅक नाही करत म्हणून त्यात ही मैत्रीमध्ये कधी दुरावा येतो.
हं. अरे, बापरे! ही ही म्हणजे ना, खूप खतरनाक गोष्ट. म्हणजे माझे 2 मित्र होते आणि आम्ही लॅबमध्ये बसलेलो होतो आणि मग एकाने त्याला, म्हणजे ते आता लॅबमध्ये राहिलो आणि म्हणजे तेव्हा प्रोफेसर कसे पुढे बसलेले असतात आणि आपण लॅबमध्ये काही, आपल्या काही दिसत नाही आणि आपल्यासमोर अ, लॅ अ, कॉम्प्युटर असतं आणि त्याच्यासमोरच आपण मोबाईल चालवला, तरी कोणाला काही दिसणार नाही. मग हे दोघींमध्ये काय संवाद चालत होता. मी त्यांच्यामध्ये बसलेलो होतो. ते माझ्या एक माझ्या साइडला म्हणजे दोघी माझ्या आजूबाजूला बसलेले होते तर ते. हो राइट, लेफ्टला. तर मग ते काय संवाद करतायत, अरे, मी तुला रिक्वेस्ट टाकलेली. मी तुला फॉलो करतो, पण तू मला फॉलो बॅकच दिलेला नाही. तुला काय लाज वाटते का? असं-तसं रोज माझ्यासोबत फिरतोय, तरी बी तू मला फॉलोबॅक करत नाही. लोकांमध्ये काय मेसेज जाईल, की हे एवढे जवळचे आहेच नाही. नुसते असेच सोबत फिरतायत आणि मला एवढं हसू यायचं. म्हटलं, सालं, की आपण ह्या सगळ्या गोष्टी कशा-कशा अशा चालू आहेत. रोज सोबत आहे आणि याला फॉलोबॅक आणि तू फॉलो करत नाही, फॉलो बॅक देत नाही. अशा सगळ्या गोष्टींवरती ते रुसत होते एकमेकांवर.
हां. अच्छा. हंं. बरोब हंं. आपल्या राइट, लेफ्टला बसतात. हां. अरे वाह! बरोबर. हां, हां. म्हणजे कहाँ से आते है ये लोग. तसा काही प्रकार आहे.
हां. कारण हो. बस तीच मीम, कहा से आते है लोग. त्याच पद्धतीने चालू होतं. आणि एक एक वेळेस काय झालं, की सोशल मीडियामुळे आहे ना माझ्या मित्रांमधले जेन्युइन म्हणजे भांडण झाली की
हं, हं.
अ, एका आता कसं आहे, कोणाचे फॉलोवर्स किती, कोणाचे फॉलोवर्स किती, याच्यावरनं आहे ना लोकं जास्त ऑब्सेस्ड असतात, की मला किती लोकं ओळखतात. मग मग माझ्या एका मित्राचा रंग होता सावळा. मग त्याला हे सगळे चिडवायचे, की तू असा आहे, तू तसा आहे. आणि तो आहे ना प्रत्येक प्रत्येक अ, म्हणजे व्यक्तीच्या आहे ना फॉलोइंग लिस्टमध्ये आपल्याला बघायला भेटायचा तोच. मग हो, हो, हो. स्पेशली त्याच प्रत्येक मुलीच्या फॉलो लिस्टमध्ये तो बघायला भेटेल. मग तो जो दुसरा मित्र होता मग ते दोघींमध्ये कॉम्पिटिशन, कोणाचे फॉलोवर्स, कोण कोणाला ओळखतंय, अशी कॉम्पिटिशन त्यांची चालू होती. आणि बसलेले होते मग ते आजूबाजूला. मग काय झालं, की एकाने सांगितलं, "बघ म्हणे माझ्याकडे मला एवढे अशा-अशा या पहा या सगळ्या मुली ओळखतात. तुला ओळखतात का म्हणे?"
बरोबर. हो, हो. बरं. म्हणजे प्रत्येक मुली स्पेशली तर तो हं, हं. हां. हां. अरे, बापरे!
मग, तो तिसरा काय सांगत होता हयाना? अरे, तुझं तोंड बघूनच ते तुला ब्लॉक मारून देत असतील.
हां. <chuckles>
<chuckles> एवढा खतरा मग ते एवढे ए ए एक्स्ट्रीम लेव्हलला म्हणजे भांडण करायला लागले, की लॅबमध्येच ते एकमेकाला मारू-मारू करत होते. की आता मी याला मारेलच. <chuckles> तर अशाही पद्धतीची आता चालू आहे. म्हणजे, अगदी शुल्लक गोष्टीला खूप महत्त्व देऊन ठेवलेलं आहे सोशल मीडियावरती. आणि
अरे बाप
आणि मग चांगलं जे आपलं नातं असतं, तेही कुठेतरी तुटतं. जे चांगले मित्र असतात म्हणजे रिअल लाईफमध्ये खूप चांगले मित्र आहेत, पण सोशल मीडियाच्या दिखाव्यामुळे त्यांना असं म्हणजे ते नातं जपता येत नाही. किंवा ते सोशल मीडियामुळे ते नातं त्यांचं तुटतंय आता कुठेतरी.
या सोशल मीडियामध्ये, जसं आपण नात्याचा विषय केलाय, तर नात्यांमध्ये ट्रस्ट फॅक्टर काहीतरी कुठ कुठेतरी वीक झालाय, असं वाटतं का? कारण, की सोशल मीडिया थ्रू जे मित्र भेटतात, ते जास्तीत जास्त आहे ना फ्रॉड आणि त्यांच्यावर ट्रस्टवर्दी नसतं. रिॲलिटीमध्ये आपण त्यांच्यावर ट्रस्ट एक अ, 80% ट्रस्ट करू शकतो. तर सोशल मीडियावर लोकं बोलतात, की 20-30% ट्रस्ट असतो. कारण, की सांगता येत नाही, की समोरचा व्यक्ती कसा आहे. तर मग याबद्दल तुमचं काय मत आहे?
हं. हं. बरोबर. हं. हो, नक्कीच ना. म्हणजे जो व्यक्ती आपल्याला रिअल लाईफमध्ये भेटतो, आपण त्याच्यासोबत उठतो-बसतो, तर त्याच्यावरती आपण ट्रस्ट करू शकतो. पण जे व्यक्तीला आपण भेटलेलो नाही किंवा आपण आपला जरी मित्र असेल, पण त्याच्यासोबत आपला त्या त्या लेव्हलचा कॉन्टॅक्ट नाही. तो फक्त आपल्याला सोशल मीडियावरतीच भेटतोय, बोलतोय, गप्पा मारतोय. मग तेव्हा काय होतं, की आपल्या पर्सनल गोष्टी आपण त्याला सांगितल्या असतात. त्या कुठे ना कुठे मा अ, लोकांमध्ये वावरणे सुरू होतात, त्या व्यक्तीच्याच माध्यमातनं. तर मग आपण त्याच्यावरती ट्रस्ट कमी करायला करतो किंवा लोक असे इझिली त्यांच्या गोष्टी तिथं शेअर करू शकत नाही. नाही, नाही, आपण आता बरेच बघतो ना, की काही काही लोकांचे चॅटही लीक होऊन जातात. त्यांचे रिलेशनमध्येही मग त्याच्यामुळे प्रभाव पडतो. कोणाचं रिलेशन तुटून जातं. तर मग ह्या सगळ्या गोष्टी असतात.
हं, हं. हं, हं. हं, हं. बरोबर. <chuckles> अगदी, अगदी. अगदी. हंं. बरोबर. हंं. हो. हं. नाही. अगदीच नाही. ह्या तर खूपच इफेक्ट करतात. मला तर असं वाटतं, की प्रत्येक नात्यामध्ये, हे प्रायव्हसी खूप महत्त्वाची असते. तर मला सांगा ना, की सोशल मीडियामुळे तुम्हाला कधी असं वाटतं, की आपली जी पर्सनल लाईफ होती, ती आता पब्लिक झाली आहे?
हंं. हो. हो. नक्कीच, म्हणजे सोशल मीडियावरती काय झालं ना, की प्रत्येक गोष्ट जी मी करतोय ती मी तिथं टाकतोय. तर मग त्याच्यामुळे माझी प्रायव्हसी कुठे ना कुठे कमी झाली. प्रत्येक गोष्टी मला दिखाव्याच्या अ, दिखावा करायचा आहे, त्यामुळे मी सोशल मीडियावर टाकतो आहे. आणि असं सर्व्या गोष्टी घडतात आहेत. अगदी मी भाड्याची गाडी केलेली असेल तरी तिचा फोटो घेऊन मी तिथं टाकेल.
हं. हं. बरोबर. <chuckles> नाही असं करतात, करतात, आहेत, आहेत. तर मग मला एक सांगा ना, की आता सोशल मीडियावर नाती जपणं म्हणजे कसं आपण समजू शकतो. जसं की अ, आपण एक व्हिडिओ कॉल, चॅट मेसेजेस, नातेवाईकांना नेहमी कनेक्ट करणं. तर मग ह्या प्रकारे कुठ चांगला फायदा आपण असा घेऊ शकतो का याचा, की मित्रांना कनेक्ट करण्यासाठी? हं.
असं. <chuckles> हो. हं. बरोबर. बघा ना. सोशल मीडियावरती ना, आपण त्याचा चांगलाही वापर करू शकतो. एखाद्याने काही तर एखाद्याकडे काही चांगली कला असेल, तर तिला आपण तिथे जाऊन ॲप्रिशिएट करणं, त्याने तिथं पोस्ट केलेलं असेल तर. म्हणजे तेच्यानी त्याच्यामधली ती स्किल, अ, वाढते. त्या त्याला आनंद येतो आणि मग तो अजून त्या पद्धतीने चांगला कंटेंट टाकतो. तो जर आपलाच ना म्हणजे अ, नात्यातला असेल, तर मग त्याला अजून प्रोत्साहन भेटतं, की कोणी ना कोणी आपली मदत करतंय, आपल्याला सपोर्ट करतंय, आपल्यावर विश्वास दाखवतंय. पण लोक वेगळ्याच खेळमध्ये आता लागलेले आहेत, की तू फॉलो बॅक घेत नाही, तू मला फॉलो करत नाही, माझी स्टोरी टाकत नाही, तू माझ्या फोटोवर कमेंट करत नाही. तर मग हे कुठेतरी आपण सोडलं पाहिजे आणि लोकांच्या चांगल्या गोष्टींना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे.
हं. हं, हं. अगदी. हो. बरोबर. बरोबर. अगदीच, अगदीच.
जेणेकरून नातंही चांगलं राहील, गोड सगळ्यांमध्ये गोडवा राहील.
बरोबर. अगदीच. नाही खरंच ना. म्हणजे की नातं टिकवताना स नातं टिकतात स्क्रीनमुळे नाही, तर समजुतीमुळे. तर सोशल मीडिया हे साधन आहे, नात्याचा आधार नाही. तर खरंच छान वाटलं मला तुमच्याशी या विषयावर चर्चा करून आणि नक्कीच मला आवडेल तुमच्याशी आणखीन विषयावर संवाद साधायला. तर नक्की पुन्हा भेटूया. तुमचे आभार आणि खूप खूप धन्यवाद.
हं. हं. हो. धन्यवाद.